आपण आपल्या आयुष्यामध्ये बरेच चित्रपट आणि अ, बऱ्याच गोष्टी बघत असतो म्हणजे आता तर रील्स आणि ह्याचा जमाना आहे. पण मला वाटतं आहे की चित्रपटाचा जो एक अ, इम्पॅक्ट असतो, जो प्रभाव असतो, तो खूप मोठा असतो. तर तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता चित्रपट होता का, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रेरणा मिळाली आणि त्याच्यामुळं तुमचं आयुष्य बद्द बदललं बऱ्यापैकी? असा कोणता चित्रपट तुम्ही सांगू शकाल?
हं, हं. हो. अ, असे भरपूर पिक्चर बघितले, पण माझ्या नेमकं अ, प्रोफेशनल अभ्यासाच्या वेळेला अ, नवीन पिक्चर आला होता अ, थ्री इडियट्स. म्हणजे माझे परीक्षा आणि माझे परीक्षा आणि थ्री इडियट्स अ, पिक्चर हा एकत्रच आला होता. आणि हां आणि म्हणजे त्यामुळे त्याचा मला खूप आधार झाला होता. त्या पिक्चरने मला खूप अ, प्रेरणा दिली होती.
हां. अरे वाह! एकत्रच आला. बरं. अच्छा, अच्छा. बरं. मग त्यावेळेला तुम्ही आता कसं असतं ना की आपण चित्रपट तर भरपूर येत असतात. आणि आपण सगळ्याच काही चित्रपटांना बघायला जात नसतो ना? तर मग काही चित्रपट आपण निर्णय करतो की आपण ह्याला बघायला जाऊ. म्हणजे आपण काय विचार करतो ना की "हा चांगला वाटतोय," प्रोमो वगैरे बघतो आपण. आणि कधी-कधी काय वाटतं, "अरे! नको हा. हा काही जायची गरज नाही." आणि काही चित्रपट अशा आहेत की नाही आपण आवर्जून जातोच थिएटरमध्ये. तर तुमचं त्या चित्रपटाच्या बाबतीत नेमकं कसं मत होतं म्हणजे तुम्ही थिएटरपर्यंत गेले, का मोबाईलला बघितलं किंवा कसं नेमकं झालं?
हं, हं. हो. हो, हो, हो. हो, हो. हो. अ, अ, थिएटरमध्ये बघितला मला वाटतं, माझ्या भावाने मला घेऊन गेलेलं. कारण की माझं तसंच होत-होतं ना. म्हणजे आपले प्रोफेशनल जे एक्झाम्स असतात ना त्यामध्ये भरपूर अ, फेल्यर बघावं लागतं. म्हणजे पहिल्या झटक्यात पास होत नाही. किती वेळा तरी ग टांगळ्या खातो आपण, आणि त्यामुळे तीच ते सहसा इंजिनिअरिंगमध्ये असत ना, तसंच ते सी-ए, सी-एम-ए, सी-एसमध्ये पण असे रिझल्ट्स एकदम एक एक दोन टक्के च असतं, म्हणजे ट्राय, अटेम्प्ट पे अटेम्प्ट आम्ही करत जातो. तर ते एक-दोनदा फेल झाल्यावरती त्याने मला तसं घेऊन गेला होता, की "नाही, हा छान आहे." आणि मला काही सांगितलं नव्हतं त्याने को हो, हो.
अच्छा. हम्म. अच्छा, अच्छा. हां, हां, हां, हां. हम्म, हम्म, ब अच्छा. हं, हं. थोडक्यात हां, हां, म्हणजे थोडक्यात काय <chuckles> अच्छा, अच्छा. तर थोडक्यात काय आहे की तुमच्या भावाने आधी पिक्चर बघितला, की होता. किंवा कदाचित त्याच्या मित्रांनी वगैरे त्याला सांगितलं असेल. आणि त्याला कुठेतरी तुमची काळजी असेल पहिल्यापासून, की "बाबा, हिला आपण आता फेजमध्ये एवढं बघतो आहे तर याचा कदाचित फायदा होईल. "काळजीपोटी, प्रेमापोटी. मग त्यांनी तुम्हाला घेऊन गेलं. अच्छा, खूपच म्हणजे <chuckles> हे युनिक आहे म्हणजे, शक्यतो असं होत नाही ना, की म्हणजे भाऊ
हां, हां, हां. हो, हो. हो, हो. हो, हो. म्हणजे नाही माझ्यासाठी अ, म्हणजे तो मला करियरला नेहमी पाठीशी खंबीर उभा राहतो, माझ्या करियरसाठी. तो बघतो ते. <chuckles> हं, हं, हं, हं.
अरे वाह! वाह! खूपच छान. <laughs> हं, मग त्यावेळेला तुम्हाला त्या चित्रपटापासून काही अपेक्षा होत्या का? म्हणजे आपण जातो किंवा त्याचं नाव होतं थ्री इडियट्स. आणि मग तुम्हाला असं काही वाटलं, की ह्याच्यामध्ये स्टोरी लाईन काय असेल? अशी तुमची काय म्हणतो ना, की आपण जनरल जे आज असम्पशन करतो? हां.
मला एकंदरीत कॉले कॉले हं, हं, हं. मला एकंदरीत एकदम कॉलेजची जी गंमत-जंमत करतो ना आपण. अ, कॉलेजमध्ये जे 3 मुलं आहेत. मस्ती वगैरे असेल, मस्ती मजाचं असेल, कॉमेडी असेल असं मला वाटलं. म्हणजे तो थोडंसं असं म्हणतो ना, अ, वेगळा विरंगुळा म्हणून त्यानी मला घेऊन गेलं असेल असं मला वाटलं. अ, म्हणजे हां. स्टोरी लाईन वगैरे तेवढं लक्ष नव्हतं ना, परीक्षेचं वगैरे सगळं टेन्शन असल्यामुळे. तेवढा काही अंदाज आला नव्हता आणि ते काही ट्रेलर-वेलर काही बघितलं नव्हतं. तो घेऊन गेला लगेच आणि हां, हां. हो, हो नाही केला हं.
बोला, बोला. अच्छा. हां, अच्छा. असं तुम्हाला वाटलं. बरं, बरं. <laughs> अच्छा. <laughs> बघितला नव्हता. तुमच्यासाठी सगळंच नवीन होतं. तर मग एवढं काय तुम्ही विचार नाही केला. अच्छा, अच्छा. बरोबर म्हणजे थोडक्यात तुमचे काही एक्स्पेक्टेशन नव्हते की असं चांगलाच असेल किंवा असलाच पाहिजे. <laughs> हं.
नाही, नाही. म्हणजे आराम करायचा थोडंसं वेगळं काहीतरी. म्हणजे अ, आपण डी ड हे होतो ना जरा अ, नापास झालो वगैरे. तर मग थोडंसं, तो असं घेऊन चाललाय आपल्याला. एन्करेज करायला, रिलॅक्स करायला असं वाटलेलं.
अच्छा, अच्छा. रिलॅक्स व्हायला म्हणजे तुम्ही असं हां. मग थोडक्यात ते ते ड्रायव्हर आहे. तरी तुम्ही पॅसेंजर होण्याचं ठरवलं होतं की आपलं जाऊन बघू आपण हां, हां बरोबर.
हां, हां. तो नेहमी सरप्राईज देतो मला. असं काहीतरी-काहीतरी करत असतो. म्हणजे माझा मूड हे करण्यासाठी, परीक्षेमध्ये बूस्ट करण्यासाठी.
अरे वाह! हं. अरे वाह! मग तुम्ही तिथे गेल्या आणि मग तिथं गेल्यावरती तुम मूव्ही सुरू झाला. आणि मग मूव्ही सुरू झाल्यावरती, असं पहिला असा कोणता सीन किंवा असा क्षण तुम्हाला असं वाटलं "अरे काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे?" आपल्याला कळतंना लगेच थोड्याच वेळात. तर असं काही आठवतं का, की तुम्हाला लगेच एक रस निर्माण झाला? की "अरे हां, तर हे छान आहे." म्हणजे असं कुठं फीलिंग यायला लागल्यात. असं कोणता टप्पा होता त्या मुवीचा?
हं, हं, हं. हो. हं. म्हणजे स्टोरी लाईनची स्टो स्टोरी लाईनची सुरुवातच तशी त्यांनी सस्पेन्सनी सुरु केली होती ना, की तो कोण आहे? त्याला म्हणजे सगळे अ, इव्हन ते लग्नातून, तिच्या लग्नातून तिला पळवून घेऊन जातात वगैरे. म्हणजे स्टोरी लाईनमध्ये सस्पेन्स वगैरे होती. म्हणजे काय चाललं आहे सुरुवातीला एकदम गडबड-गडबड होती. पण एकदा कॉलेज लाईफ सुरु झालं आणि ते कोरिलेट व्हायला लागलं ना, की आपलं कसं फेल्युर आहे? आणि थोडंसं शाळा शाळेतलं आपलं अ, सिलेबस पण थोडा तसाच अ, र हे आहे ना, रॉ आहे. म्हणजे असं प्रॅक्टिकल असं काय म्हणतो ना, किती वेळा असं वाटलं की अ, जे शाळेत शिकलो. ते थोडंफार अ, तेवढं बेसिक म्हणतो ना, गणित किंवा थोडा इतिहास. थोडंसं कामाचं असेल. पण मेजर आपण गोष्टी कामावर लागल्यानंतर त्याला वेगळ्या अ, नजरेने बघतो. जे शिकलो त्याला पण वेगळ्या नजरेने बघतो. मग ते सगळं त्यांनी बरोबर ते, हे केलं होतं की प्रॅक्टिकली त्यांनी कसं सायन्स वापरलं? नुसतं थियोरेटिकल डेफिनेशन वगैरे नुसतं करून काय म्हणतो ना? त्याचं म्हणजे गाडी बनते कशी? हे शिकून फायदा नाही. गाडी चालवता पण आली पाहिजे. ते त्यांनी ते हो.
हां, हां, हां. हां बरं, बरं. ह, हं, हं हं. हां. बरोबर आहे. हां. हं, हं, हं. हो, हो, हो. बरोबर. हां. हां, हां, हां.आला लक्षात अ, हं बरं, बरं आली पाहिजे. खूपच छान म्हणजे मला हे खूप आवडलं तुमचं ऑब्झर्वेशन म्हणजे काय आहे ना, की अ, त्याच्यामध्ये शिक्षण पद्धतीवरती पण भाष्य केलेलं आहे, त्या मूव्हीवरती. तर अ, त्याच्यामध्ये अ, अशी गोष्ट सांगितलेली आहे, की बाबा तुम्ही मू अ, कुठलीही गोष्ट जी आहे, ती फक्त शिकणं म्हणजे काय आहे? फक्त परीक्षेसाठी शिकणं हा मुद्दा नाही आहे. तर तुम्ही ते जर वापर अ, केला पाहिजे किंवा त्याच्यामागचं तुम्हाला का कारण किंवा त्याचा उपयोग कसा केला पाहिजे? हे जेव्हा कळेल, त्यावेळेला तुम्ही खरं शिक्षित असं म्हणू शकता. म्हणजे खूप डीपर मेसेज त्यांनी दिला आणि ते
हो, हो. नाही, हां. बरोबर. हं. हं, हं. बरोबर बरं, अगदी बरोबर. हो. हो, हो.
नाही, म्हणजे हे तुम्हाला त्याच्यात ते कळालं आणि मला वाटतं की हे कळणं पण फार महत्वाचं आहे. नाहीतर काही लोक येतात, पिक्चर बघतात, हसतात आणि त्यांना वाटतं की झालं. असं नाही आहे ते. ते कॉमेडी सीन जरी असला तो तर तुम्ही पर्टिक्युलरली सांगितलं की तो करंट वगैरे देतो मुलांना.
अ, हो. हो. तो इंडेक्सचा पण होता ना. इंडेक्सचं डेफिनेशन त्यांनी कसं मस्ती केली होती किंवा अ, तो पुस्तकी कीडा पण एक दाखवला होता. तो म्हणजे भले त्याला सगळं पाठांतर असेल. पण त्याला प्रॅक्टिकली वापरताच येत
हां, बरोबर आहे. पाठांतर होतं जात. त्याला ते कॉमन सेन्स नव्हतं की ते शब्द सुद्धा त्याला कळत नव्हते किंवा तो म्हणजे त्याचं जे होतं, ते सगळं परीक्षार्थी होतं आणि हा विद्यार्थी होता की त्याला विद्या पाहिजे होती. तर खूप मोठा फरक आहे त्यामध्ये.
हां. <chuckles> अ, हां. एक हां, हां. बरोबर तुम्ही पण ते बोलला. परीक्षार्थी होता आणि हा विद्यार्थी होता. विद्येला महत्व. ते वापरायचं कसं म्हणजे ते खूप महत्वाचं आहे.
<chuckles>
नाहीतर मग काय फायदा नाही ना सगळे हो.
हो. तर म्हणजे खूपच वेगळा अँगलनी दाखवलं. हं. <chuckles>
नाहीतर मग ते गेलं ना, म्हणजे जे शिकलो ते सगळं अ, सपाटच ना म्हणजे जर ते वापरताच येत नसेल ते वापरताच येत नसेल, ते उपयोगात आणता येत नसेल. मग 3 वर्ष 5 वर्ष आपण एवढे मोठे-मोठे अ, आयुष्यातले महत्वाचे वर्ष घालवतो. ते मग काय फायदा? असं पण होतं ना.
तर मग अ, तितकच 100 व्होल्टाचं काय उ बरोबर. हं, हं, हं. बरोबर आहे. खरं आहे, खरं आहे, तुम मग आता कथा पुढं जाते. आणि मग पुढं आणखीन तुम्हाला ते री इंटरेस्टिंग वाटायला लागलं तर तो युज वगैरे करतो. मग आणखीन पुढे काय घडलं? मग पुढं आणखीन तुम्हाला अं, आणखीन काय विशेष वाटायला लागलं त्या मूव्हीमध्ये.
मग त्यात त्याच्यात तो हं, हं. हो, हो. त्याच्यामध्ये मला तो एक सीन आठवला की अ, जेव्हा तो त्याचे काय म्हणतात ना ॲक्सिडेंट होतो आणि तो अ, राजू ना तो राजू? त्याचा ॲक्सिडेंट होतो. आणि तो बोलतो ना त्याच्या जॉबच्या वेळी पण "ये ॲटिट्यूड मुश्किल से मिला है." म्हणजे जे हवं असतं ना, म्हणजे कसं बघायचं एखाद्या गोष्टीला. पण घाबरून-घाबरून राहतो ना. म्हणजे ज्ञानाचा उपयोग आपल्याला अ, कॉन्फिडन्स देण्यासाठी आहे. तर त्याने आपला आत्मविश्वास नाही वाढत, तर काय फायदा? मग तो आत्मविश्वास, तो ॲटिट्यूड त्याला भरपूर मेहनतीने मिळालेला आहे. 2 पाय गेल्यानंतर आलेला आहे. <chuckles> बरोबर आहे. म्हणजे ती <chuckles>
हां, हां. राजू, राजू, बरोबर. हां, हां, हां. हं, हं, हं. हां, हां, हां. बरोबर आहे. खरं आहे, खरं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे, <chuckles> बरोबर आहे.
मग ते एक छान होत.
म्हणजे त्याच्यात 3 दाखवलेत ना, की पहिला दाखवला की तो ब्रिलियंट असतो आणि तो ब्रिलियंटच असतो. हां आणि दुसरा असतो आणि दुसरा असतो की जो घाबरून-घाबरून जगत होता. हां, बरोबर आहे आणि तिसरा म्हणजे 3 इडियट म्हणजे त्या 3 मित्रांची कथा खूपच छान दाखवलेली आहे त्याच्यामध्ये. हं.
हां, तो बी असतो. पण सगळ्या ह्याच्यात दबलेला असतो हां, हां, दुसरा एक फोटोग्राफर पण असतो, हो. हां, हां, एक बरोबर, बरोबर. ते तर बघायलाच नको तो
कोणत्याशी तुम्ही जास्त रिलेट केलं? <chuckles>
ऑब्व्हियस्ली <chuckles> हीरो रांचो.
<chuckles> अच्छा. आणि का तसं?
काय म्हणायचं त्याला फुंसुक वांगडू.
हो, हो, हो.
हं, हं, त्यांनी तर एकदम एंडला दाखवलंच ना की म्हणजे अ, तो जो पुस्तकी किडा तो त्याला अ, पूर्ण गाडीमध्ये मस्करी करत होतो अ, की अ, "मी हा आहे, मी असा सीईओ झालो आणि मी माझ्या लाय आयुष्यातलं मोठं काय म्हणतो अ, अ एक स हे काय म्हणतो डील फायनल करणार आहे." तर त्याला शेवटी एकदम कळतं ना, की डील त्याच्याशीच फायनल करणार आहे. म्हणजे शेवटी विजेता कोण?
त्यांच्याशी कारण हां, हां. हां, हां. हां. हो, हो. <chuckles>
त्यातली ती लाईन आहे ना की, "काबिल ब बनने के लिए पढ़ो अ, तो कामयाबी झक मार के पीछे आती है, ती पण लाईन शेवटची आहे ना. ती पण मस्त होती.
हं. हां, हां, कोणती? हो, हो, हो. हो, हो, हो, खूप खूपच छान, खूपच छान. म्हणजे एकंदरीत त तुमच्या ज्या अपेक्षा नव्हत्या आणि तुमची करंट सिच्युएशन तर म्हणजे तुम्हाला तो कुठे खूपच जास्त प्रेरणा देणारा तुमच्या आयुष्यातला एक हा अनुभव अ, बनला आणि
हं, हं. हं, हं. हो, म्हणजे त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की डिग्री नाही आली तरी चालेल पण त्याच्यातलं जे शिकायचं आहे, ते उचलता आलं पाहिजे बरोबर. जे शिकून जात आहे ना आपण महत्वाचं ते आहे.
हां, हां. खुपचं छान! हं, हं.
ते पुढे कामाला येणार आहे असं.
बरोबर आहे, बरोबर आहे. अच्छा आणि मग हे प्रेरणेने तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात काही लाभ झाला का? की म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदलला तर तो तर ठीकच आहे. पण मग असं काय तुम्हाला यश वगैरे मिळालं अशी काही घटना घडली?
हो, मी शेवटी मग ते एक्झाम पण पास झाली आणि ज ते म्हणतो ना त्या अ, आपण जे म्हणतो की त्याचा उपयोग कसा, कुठे करता येईल, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला, अजून-अजून कसा जोडता येईल अन् नसतं मग जे शिक्षण पण आहे म्हणजे नुसतं पुस्तकात आहे ते शिक्षण नाही. त्याच्यानंतर पण आपण म्हणतो ना, "अरे! मला हे करायचं आहे. तर मला जे जे लागणार ते-ते मग कसं कुठून शोधून-शोधून करायचं," म्हणजे आपल्याला जे करायचं ते करायचं. ते पुस्तकात असो किंवा सिलेबस असो नसो नाही. म्हणजे त्याच्या पुढे जाऊन तो कसा सायंटिस्ट बनतो, त्याचे वेगवेगळे इनोव्हेशन्स असतात. बरोबर आहे की नाही? तसं आपण पण आपल्या करिअरमध्ये असं ठरलेली अ, ठ म्हणजे म्हणतो ना, कुठल्या दुसरी ठरलेली लाईन कळण्यात काय बरोबर, बरोबर.
अरे वाह! वाह! वाह! <chuckles> हो, हो. बरोबर आहे. हां, हां. बरं. अच्छा बरं. हां, बरोबर, बरोबर, हम्म. हां, हां, ठरलेल्या गोष्टी करण्यापेक्षा आउट ऑफ द बॉक्स जाऊन म्हणा किंवा अ, म्हणजे वन स्टेप अहेड जाऊन आपण एक्स्ट्रा एफर्टस म्हणा किंवा चांगलं आणखीन चांगलं करण्याचा प्रयत्न करतो हं, हं.
हां, काहीतरी वेगळं हो, हो, हो, हो, बरोबर-बरोबर. काहीतरी वेगळं, काहीतरी नाविन्य तर काहीतरी एकदम युरेका मूव्हमेंट येतो ना कधीतरी मग. अरे काहीतरी मोठं काहीतरी होऊ शकतं त्याने.
हं, हं. खरं आहे, खरं आहे.
तेच-तेच केलं तर
मस्त, मस्त सगळं सांगितलं तुम्ही हं, हं. म्हणजे एक पिक्चर बघा ना, की एक पिक्चर तर ठीक आहे काय आपण म्हणतो कधी-कधी अरे! काय पिक्चरचं तिकीट झाले ₹400 ₹500 पण एक पिक्चर जर आपल्याला एवढा कलाटणी देणारा असू शकेल, तर मला वाटतं, की त्यासाठी हजारो रुपये पण कमी आहेत. आणि ते घेता आलं पाहिजे, तर तुम्ही ते घेतलं आणि विशेष करून त्याच्यामुळे तुम्हाला हा फायदा झाला आणि तुम्ही ते आयुष्यभर वापरता आहे, तर हे कुठेतरी मला वाटतं, की अशी गोष्ट आहे ना, की जी खरंच खूप महत्त्वाची आहे. नाहीतर एक त्याच्यात एक प्रसंग फक्त शेवटी म्हणजे जाता जाता तुम्हाला मला विचारायचं होत, की कधी त्याच्यातून आता जसं तुम्ही चांगलं घेतलं ना तसं काही लोकांनी चुकीच्या गोष्टी घेतल्या, की त्याच्यामध्ये आत्महत्या या विषयावरती पण एक दाखवलं होतं, की मुलांना जे प्रेशर वगैरे येतं. आणि मग ते काही-काही मुलं आत्महत्या करतात. काही-काही लोकांना, त्याचं जे आहे चांगलं बघण्या ऐवजी आत्महत्या पण करायला सुरुवात केली.
हं, हं. <chuckles> हं, हं. बरोबर. हो. हं, हं. हां, हां, हां, हां. हो. हो, हो. एक्चुअली ते पण बरोबर आहे ना, होतं तर आहे. काही लोकांना हवं आहे तेवढं मिळत नाही आहे त्याच्यातून. म्हणजे 4-4, 5-5 वर्षानंतर तुम्ही अ, काय म्हणतात? ना पुढे जाऊनच देत नाही आहे. आणि असं नाही काही लोकं टॅलेंटेड असतात. पण फक्त म्हणतो ना पुस्तकी एक तुम्हाला थियोरेटिकल आन्सर हवं आहे रटलेलं वगैरे म्हणजे तुम्ही जर नाविन्याने बाहेर बघा ना परीक्षा कशी घेतात? म्हणजे प्रॅक्टिकल सिनेरिओस दिलेले जातात. त्यात तुम्ही कसं करता असं विचारलं जातं. आपल्याला काय ए-बी-सी-डी पाठांतर झालं, की तुम्ही हुशार, असं परीक्षेपर्यंत तरी असतं आपलं ग्रॅज्युएशनपर्यंत आणि बाहेर मग
हां. बरोबर आहे. बरोबर आहे, हं. हां, बरोबर. बरोबर आहे. बरोबर म्हणजे आपली शिक्षा पद्धती जी आहे, ती फक्त मेमरी बेस्ड आहे जास्त करून त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलीचा एवढा हे
हं. हां, मेमरी बेस नाही युसेज हां वापर कसा करायचा? ह्याच्यावरती आधारित पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकणार.
बरोबर आहे. खूपच छान. म्हणजे जे लोकांनी जे असं घेतलं ना, की जे आत्महत्या वगैरे काही लोक, मुलांनी केली, तर त्यांनी त्यातला चांगला गुण घ्यायला पाहिजे होता. त्यांनी चुकीची गोष्ट घेतली असं झालं.
किती वेळा असं होतं की जे शिक हं, हं. तेच ना, त्यानंतर त्याला जी एटिट्यूड आली, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे, करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. तो एटिट्यूड पुढे घेऊन गेला पाहिजे ना, त्याचा फायदा नाहीये आहे. हे कळलं पाहिजे ना. उलट चांगली बाजू त्यांनी दाखवली आहे.
हं. बरोबर आहे. हं. बरोबर आहे. बरोबर आहे. खूपच छान. आणि लोकांनी पण चांगली घेतली पाहिजे तुमच्यासारखी <chuckles> असं मला वाटतं. तर खूपच छान हं.
अहो घेतलीली, त्यावेळी पण भरपूर जणांनी म्हणजे एक, आता. कसं आहे ना नावं ठेवणारी एखाद, दुसरी मंडळी असतातच. त्यांना, काय म्हणतात ना एक, नकारात्मक विचारांच्या माणसांना आपण काही करू शकत नाही. ते चांगल्यातून पण 10 भ गोष्टी काढू शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. हो. हां. <chuckles> आपण चांगलं घेऊन पुढे जायचं.
घेतली घेतली बरोबर आहे. अस का? हं, हं. बरोबर आहे. वाईट गोष्टी घेतील बरं खरं आहे. खूपच छान चर्चा, रंगली आपली आणि खूप मजा आली. आणि खूप म्हणजे मला पण विशेष वाटलं आणि विशेष करून तुमच्या भावाचं विशेष कौतुक अ, मी हे म्हणेल की, त्यांनी तुम्हाला दाखवलं आणि हे सगळंच खूप मजेशीर आणि
हो, हो, हो. वेळ पण खूप महत्त्वाची होती. त्यावेळेस ते मला खूप गरजेचं होतं. आणि त्यांनी हो.
सत्य, ते दाखवलं. हो, हो, हो.
मला पण तुमच्याशी बोलून खूप
खूपच छान. वाटल तुमच्याशी बोलून एक खूप आनंद <chuckles>
हो, हो. मला पण तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. धन्यवाद.
धन्यवाद.